मला सांगा, की काय गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त गों गोंधळून टाकते. जेव्हा कुटुंब आणि करियर दोघांनी एकच वेळी मागणी करतात तर?
हं, हं. हं, हं. अं, <chuckles> नक्कीच.
काय सांगाल याच्याबद्दल?
नक्कीच, नक्कीच. पहा कुटुंब आणि जे म्हणतात ना, की करियर आहे. हे खरंच अ, एका तराजूचे दोन माप आहेत असं मला वाटत आहे. की ज्याप्रकारे आपल्याला कुटुंब महत्वाचं असतं. त्याचप्रकारे आपल्याला आपलं करियरदेखील महत्वाचं असतं. आणि मला वाटत आहे ज्यावेळेस आपण ह्या दोन्ही गोष्टींमध्ये जर बॅलन्स योग्यप्रकारे करू शकलो तर नक्कीच मला वाटते, की आपण कुटुंबाचे बी राहू शकतो आणि करियरमध्ये. परंतु मला वाटत आहे, की हल्ली धावपळीच्या जीवनामध्ये, आपल्याला 2 गोष्टींपैकी 1 गोष्ट नक्कीच निवडावी लागते ती म्हणजे कुटुंब किंवा करियर. पण मला वाटत आहे की आपण अ, दोन्ही गोष्टी निवळ निवडण करण्यासाठी आपण आपल्याला काय चांगलं वाटत आहे, कारण कसं असतंय बघा की आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये, आपण कुटुंबांना फार वेळ देत नाही किंवा मग कुटुंबासाठी आपण आपला अ, जो म्हणतात ना की टाईम देत नाहीत. आणि मला वाटत आहे ज्यावेळेस आपण कुटुंबाला टाईम देतो त्यावेळेस आपण कुठेतरी करियरला मागे टाकतो आहोत. तर मला वाटत आहे, की आपण ह्या दोन्ही गोष्टीला इक्वली ठेवलं जर आपण अ, करियरमध्ये बी तेवढं लक्ष दिलं आणि त्याचबरोबर आपण कुटुंबालाबी तेवढंच लक्ष दिलं. तर निश्चित मला वाटतं, की कुटुंब आणि करियर हे खरंच एका तराजूचे दोन माप आहेत. आणि आपण जर त्यांना इक्वल ठेवलं, तर नक्कीच आम्हाला वाटतं की आपण जीवनामध्ये एक यशस्वी होऊ शकतो.
हं, हं. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हां, हां. हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर. अगदी बरोबर. पण मला एक सांगा ना, तुम्ही कोणत्या गोष्टीला आधी प्राधान्य देतात? करिअरला की कुटुंबाला?
अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. अ, पहा मला वाटतं आहे की अ, मी जास्त करून माझ्या अनुभवानुसार तरी वाटतं आहे मला, की कुठेतरी कुटुंबाला जास्त प्राधान्य देतो. कारण अ, करिअर तर माझं आता सेट झालेलं आहे. मी संपूर्ण चांगल्या प्रकारचा जॉब करतो किंवा मग चांगल्याप्रकारे गो प्रकारच्या गोष्टी करतो. परंतु मला वाटतं आहे की ना, की मला कुटुंबाने मला खूप साथ दिली. कारण ज्यावेळेस मी शैक्षणिक वर्ष चालू होते तर अशा वेळेसमध्ये अ, कुटुंबाने मला बाहेर पैसे दिले. एकतर ते अ, त्यांना बऱ्याच गोष्टींसोबत ॲडजस्टमेंट केली किंवा मग बऱ्याच गोष्टींसोबत त्यांनं दिवस काढले. परंतु त्यांनं मला चांगले पैसे दिले. त्यानंतर मला चांगल्या कॉलेजला ठेवलं. चांगली मेस, चांगलं हॉस्टेल तर मला वाटतं आहे त्यांनं मला संपूर्ण जे त्यांचं जीवन होतं ते समर्पित केलं. तर मला वाटतं आहे त्यानंतर कुठेतरी मी करिअरमध्ये सेट झालो. तर मला वाटतं आहे करिअरपेक्षा माझ्या इतर गोष्टींपेक्षा मी माझं जे संपूर्ण वेळ आहे, तो माझ्या कुटुंबाला दिला पाहिजे. कारण मला वाटतं आहे जर आपण कुटुंबांना वेळ दिला तर आपण त्यांच्यामधले जे नाते आहेत ते कुठेतरी अधिक घट्ट बनू शकतो. त्यांच्यासोबत आपण सुखादुःखाच्या गोष्टी करू शकतोल. ते देखील आपल्याशी ज्या काही त्यांच्या मनामध्ये इच्छा आहेत, भावना आहेत त्या व्यक्त करू शकतील. तर मला नक्कीच वाटतं आहे की जर अशी माझ्यासमोर परिस्थिती आली तर मी नक्कीच कुठेतरी माझ्या कुटुंबाला अ, निवड करीन कुटुंबाची.
हं, हं. अगदी ब हो, हो. हो, हो. हं. बरोबर. हं, हं, हं. हं, हं. क्या बात है! हो, अगदीच. हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. अगदीच. अगदीच. हं, हं. हं, हं. हो. अगदी बरोबर. हं, हं. अगदी. नाही नक्की, अगदी बरोबर आहे. अ, मला एक सांगा ना आता धावत्या इतक्या म्हणजे टेक्नॉलॉजी आणि एडवान्समेंट मॉडलायझेशनमध्ये प्रत्येक व्यक्ती बिझी इतकं झालं आहे, की कामाचा वर्कलोड आहे आणि काम करणं इतकं गरजेचं झालं आहे कारण की ई-एम-आय असतात, लोन असतात. आहे ना क्रेडिट कार्डचे बिल असतात. तर ह्या कामामुळे फॅमिली टाईम मिस झाला आहे का हो तुमचा?
हो, हो. अ, <chuckles> नक्कीच पहा. ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतंय. कारण आजकालच्या जीवनात आपण पाहातो, की प्रत्येकजण बिझी झालेला आहे. प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे. तर मला मुळातच वाटतंय, की पैसा, द इत्यादी गोष्टी, आपली जी प्रतिष्ठा, ह्या गोष्टी तर आपण आयुष्यभर कमवणारच आहोत. परंतु जे आपले नाते आहेत नं, हे कुठेतरी आपल्याला आयुष्यभर टिकवावे लागतात. तर निश्चित मला वाटतंय, की आजकालच्या पिढीमध्ये अ, भरपूर लोकं करिअर, पैसा, जी स्वतःची प्रतिष्ठा आहे, ती चांगली ठेवण्याचा आणि महाग-महागड्या गोष्टी करण्याचा शौकीन झाल्या आहेत. पण मला वाटतंय, की आपण साधं राहून, आपल्या कुटुंबासोबत राहून, जर त्या गोष्टी केल्या तर निश्चितच आपल्याला कुठेतरी त्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो. तर हं मला देखील वाटतंय, की मी हे असं करण्याचा प्रयत्न करतो, की मी ज्या अ, ऑफिसमधून अ, ज्यावेळेस मला काम असेल, मी हमखास आठवड्यातून 1-2 दिवस तरी सुट्टी घेतो आणि तो संपूर्ण दिवस मी माझ्या फॅमिलीसोबत घालवितो. त्यांच्यासोबत फिरायला जातो. त्यांच्या ज्या काही छोट्या-मोठ्या इच्छा आहेत, त्या कुठे तरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यांना कुठेतरी चांगल्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करतो. तर मला वाटतं, असं केल्यामुळे जी माझ्या मनामध्ये अ, संपूर्ण कामाचा थकवा असू किंवा नकारात्मकता असू, हे कुठेतरी कमी होऊन जाते. माझं मन हलकं होतं. तर निश्चित मला वाटतं की ह्यामुळे मला नवीन काम करण्याचा कुठेतरी उत्साह निर्माण होतो. तर अ, मला वाटतंय की अशा गोष्टींमुळे मी माझ्या फॅमिलीची निवड करतो आणि मला वाटतंय की पैसा आणि ह्या गोष्टींपुढे आपली फॅमिली खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपण सर्वांनी तिला अगोदर कुठेतरी फॅ <chuckles> अ, प्राधान्य दिलं पाहिजे नक्कीच.
हं, हं. हं. ओके. बरोबर. हो. हं, हं. अगदी बरोबर. हां, हां. हो. हां, हां. हं. अगदी बरोबर. क्या बात है. हो, हो. हां, हां. बरोबर. अगदी बरोबर. हं. अगदी बरोबर. हं. हं. अगदी बरोबर. <coughs> अगदी, अगदी. तर मला सांगा ना, की आता जसं की फॅमिली ही तितकी तुम्ही बोललात, की हे एका तराजू सारखंच आहे. दोघांनाही आपल्याला अ, एकदम सारखंच ठेवलं पाहिजे. तर मग काही ट्रिक्स आहेत का तुमच्या, की दोघांना तुम्ही मॅनेज कसं करतात? फॅमिलीलाही आणि अ, तुमच्या करियरलाही? दोन्ही गोष्टीला मॅनेज करायच्या तुमच्या काही ट्रिक्स वगैरे आहेत का?
हं, हं. अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. अ, मला वाटत आहे की अशा भरपूर साऱ्या टिप्स आहेत, की ज्या मला माझ्या वडिलांकडून कुठेतरी मिळाल्या. माझे वडीलदेखील कुठेतरी एक अ, नोकरी करत असायचे. परंतु त्यांना संपूर्ण जीवन, अ, नोकरीही केली आणि फॅमिलीला तेवढाच वेळ दिला. तर मला वाटत आहे त्यामुळेच अ, माझे, माझ्या वडिलांचे नाते अजून कुठेतरी घट्ट आहे. तर नक्कीच मला वाटत आहे, की त्याचप्रमाणे मी देखील अ, माझा जो काही वेळ आहे, अ, जास्तीत जास्त कामावर द्यायला पाहिजे. परंतु मला वाटत आहे, की काही लोकं कामा अ, व्यतिरिक्त
हं, हं. हं, हं. क्या बात है! पुन्हा हं, हं, हं. हं, हं. काही अशा काही ट्रिक्स आहेत का ट्रिक्स, की दोघींना असं एकसारखं ठेवण्याचे, म्हणजे मॅनेज करण्याचे. जसं घरांना पण आपण प्रॉपर मॅनेज करतोय जसं की त्यांच्यासाठी काही गिफ्ट आणलं, जेवायला घेऊन गेलं, ऑफिसचं काम लवकर-लवकर करून बॉसला गोड-गोड बोलून निघणं, असे म्हणजे काही ट्रिक्स वगैरे?
<chuckles> हां, नक्कीच, नक्कीच. हो, हो. <chuckles> नक्कीच. अ, नक्कीच नक्कीच. मला वाटत आहे की कसं मी फॅ करिअरलाबी तेवढंच चांगलं मानतो आणि फॅमिलीला. अ, तसं करण्यासाठी मी छोट्या-छोट्या ट्रिक्स ज्या माझ्या वडिलांकडून शिकल्या की अ, मी काय करतो की जो माझं काम आहे मी त्या कामामध्ये अप टू डेट राहतो. कोणतंही काम लेट करीत नाही किंवा मग जे म्हणतात ना आजकालचे लोकं अ, मित्रांसोबत पार्टीला जा किंवा मग एखाद्या ठिकाणी जाऊन अ, गोष्टी कर, तर मला वाटतं की शक्यतो मी गोष्ट टाळतो. मी फक्त माझं ऑफिस आणि ऑफिस टू घर अ, कुठेतरी ह्याच गोष्टीवर लक्ष देतो. तर निश्चित मला वाटत आहे, की तो जो माझा वेळ आहे, कुठेतरी वाचतो आणि तो वेळ मी फॅमिलीला देऊ शकतो आणि नक्कीच मला वाटतं की मी चांगल्याप्रकारे काम करतो. सर्व गोष्टींमध्ये माझं काम परफेक्ट असतं. तर निश्चित मला वाटतं की अ, माझं काम सर्व अ, सेक्युर असल्यामुळं आणि सर्व काम अपडूदे अप टू डेट असल्यामुळं अ, बॉसदेखील माझ्यावर कुठेतरी खुश असतात आणि ते देखील मला आठवड्यातून 1 किंवा 2 सुट्टी अ, नक्कीच देतात. तर मला वाटतं त्या सुट्टीचा मी एक पुरेपूर वापर म्हणून पूर्ण माझ्या फॅमिलीसोबत फिरायला जाणं, त्यांना पिक्चर दाखविणं किंवा मग ज्या त्यांच्या इच्छा आहेत. कपडे घेणं छोट्यामोठ्या, तर <chuckles> नक्कीच, त्या इच्छा पूर्ण करणं. तर मला वाटतंय अशाप्रकारे मी कुठेतरी टिप्स वापरून अ, जे माझं करिअर आहे आणि कुटुंब आहे ह्यांना इक्वली ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करीत असतो.
हं, हं. हं. क्या बात है! हां. अगदी बरोबर, हो. क्या बात है! हं, हं. अगदी बरोबर. दस हं, हं. हां, हां, हां. क्या बात है! हं. हं. क्या बात है! म्हणजे प्रॉपर मॅनेजमेंट तुम्ही करता? क्या बात है. अ, अच्छा मला सांगा ना, की अ, तुमच्या करिअरसाठी तुमच्या कुटुंबाने तुम्हाला सपोर्ट केला होता का, की करत आहेत?
हं. अ, नक्कीच, नक्कीच, हं. मला वाटते, की माझ्या कुटुंबाने मला करिअर सेट करण्यासाठी भरपूर सारे असे कष्ट घेतले. अ, माझी आई असू, माझे वडील असू, अगदी माझे आजी-आजोबा किंवा बहीण असू ह्या सर्वांनी खूप कष्ट घेतले. मला वाटतं आहे, की आज बी आठवतं आहे की ते स्वतःसाठी कपडे नाही घेत असतं. ते संपूर्ण अ, खर्च म्हणा संपूर्ण गोष्टी म्हणा, त्या मला पाठवीत असत. तर मला वाटतं आहे, की त्यांनाच माझं कुठेतरी करियर सेट केलं आहे तर निश्चितच मी देखील त्यांच्या भावनांची कदर केली पाहिजे. त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तर मला वाटतं आहे, की त्या गोष्टीमुळचं कुठेतरी करिअर प पेक्षा कुटुंबाकडं जो माझा कल आहे ते कुठेतरी जास्त वाढला. परंतु मी इक्वल राहण्याचा प्रयत्न करतो. करिअरला मी तेवढंच महत्त्व देतो आणि नक्कीच, मी माझ्या कुटुंबाला बी तेवढंच महत्त्व देतो. तर मला वाटतं आहे की ह्या गोष्टींमुळेच कुठेतरी मी आज जीवनामध्ये सुखी आणि आनंदी आहे.
हं. हं. हां, हं. हो. अगदी, अग नक्कीच. हं, हं. अगदी बरोबर. सुखी आहात. नाही, नाही. खरं अगदी बरोबर आहे. तर मला एक सांगा ना, की जेव्हा आपल्याला स्ट्रेस वगैरे येतो, है ना, स्ट्रेस असतो. तर मग कामाचा स्ट्रेस असला तर घरच्यानं कुटुंबानकडे जातात आणि कुटुंबांचा स्ट्रेस असला तर कामाकडे जातात, असं काही करतात का तुम्ही?
हं, नक्कीच. अ, <chuckles> नक्कीच नाही. मला वाटत आहे, जर मला कामाचं टेन्शन असलं, तर मी कुटुंबाकडं नक्की जातो. परंतु कुटुंबाचं तरी मला अजून काही टेन्शन नाही कारण अ, माझ्या घरामधले सर्व कुटुंबातली जी सदस्य आहेत, ती चांगली आहेत, प्रेमळ आहेत आणि भावनिक आहेत. निश्चितच मला वाटतं की त्यांच्यामुळे मला जो काही मानसिक तणाव आहे, हा फार काय होत नाही. आणि जरी मला ऑफिसचा थोडाफार तणाव आला, तर निश्चित अ, जे माझं कुटुंब आहे, ते कुठेतरी हसून-खेळून म्हणा किंवा त्यांचे जे अ, अनुभव आहे, त्या अनुभवाद्वारे म्हणा, कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करतं. तर निश्चित मला वाटतं की कुटुंब, ही माझी एक पहिली प्रायोरिटी आहे आणि मी तिला पहिलं प्राधान्य नक्कीच देतो प्रत्येक गोष्टीमध्ये ह्यामुळेच.
हं. हां, हां. हं, हं. क्या बात! अच्छा. <chuckles> हं, हं. हं. नाही नाही खरंच, अ, ते गरजेचंही आहे आणि ते करणं इतकं गरजेचं आहे, की कुटुंब आणि अ, आपलं करियर हे स खूप महत्वाचं आहे. स त्याचा स काय बोलतात मेंटेन करणं गरजेचं आहे. अ, कधी असं झालंय का, की कधी काम सोडून फक्त फॅमिली टाईम घेतलंय किंवा फॅमिलीला सोडून फक्त कामामध्येच व्यस्त झालेत, असंही कधी होतं का, कधी ऑफिसमध्ये जास्त वर्कलोड असला, तर फॅमिलीचा टाईम तुम्ही देऊ शकत नाही किंवा मग फॅमिलीसोबत इतकं इन्व्हॉल्व झाले की कामावरचं काम प्रॉपर होत नाहीये. असं कधी घडतं का?
नक्कीच. अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. असं माझ्यासोबत बराच वेळाच घडलं आहे, की कधी-कधी कसं होतं की ओव्हरलोड असल्यामुळं मला ऑफिसमध्ये राहावं लागतं. परंतु काय असतं की ज्यावेळेस ऑफिसमध्ये एखाद्या वेळेस जरी ओव्हरलोड असलं, तर मला वाटत आहे जे आमचे बॉस आहेत, हे कुठेतरी मला सुट्टी देतात आणि त्यामुळे मी जो टाईम आहे ना कुठेतरी फॅमिलीला देऊ शकतो. तर मला वाटत आहे की अशा माझ्यासोबत बऱ्याच घटना झाल्यात, अ, जसं की आता मी पै अ, एकदा मी ऑफिसमध्ये कामानिमित्त अ, मला पूर्ण समजा रात्रभर ऑफिसमध्ये राहावं लागलं, तर मला वाटत आहे अ, माझी फॅमिली तितकी समजूतदार आहे की ती मला अ, तशा गोष्टींमध्ये कुठे ना कुठेतरी सपोर्ट करते किंवा मला त्या गोष्टीबद्दल असे काय टोमणे म्हणा किंवा गोष्टी म्हणा, मारीत नाही कारण त्यांना माहिती आहे, की जर ह्याला वेळ भेटला, तर हा नक्कीच अ, फॅमिलीला देतो. आणि जर ह्याला काम असलं तर नक्कीच मला वाटतं, की अशा गोष्टीत जी माझी फॅमिली आहे, ते कुठेतरी मला साथ देती किंवा मग मला सपोर्ट करती. आणि त्याच्या बदल्यात जर उलटं म्हणायचं झालं, तर अ, मी घरांसाठीबी असा भरपूर अ, सुट्ट्या काढून म्हणा किंवा मग अ, जे एखाद्या वेळेस जरी मला पैसा कमी मिळाला किंवा त्या गोष्टीमध्ये मला अ, एखादं जे म्हणतात ना, प्रॉफिट कमी मिळू लागला, तर मला वाटत आहे की अशा वेळेसदेखील मी ऑफिसला सुट्टी घेतो आणि तो वेळ मी माझा पूर्ण फॅमिलीसाठी देतो. कारण अ, त्यांच्या बी अपेक्षा, त्यांच्या बी इच्छा त्यांच्या भावना ह्या बी कुठेतरी माझ्या अ, माय माझ्यासाठी मायने ठेवतात आणि नक्कीच मी दोघांमध्ये कसा समतोल राखता येईल याचा प्रयत्न करीत असतो. तर त्यासाठी मला कुठेतरी ऑफिसबी सपोर्ट, करियरबी सपोर्ट करतं आणि माझं कुटुंबबी सपोर्ट करतं. अ, नक्कीच मला वाटतं या दोन्ही गोष्टींमुळे अ, मी आज ह्या दोन्ही गोष्टीला मॅनेज करू शकतो चांगल्याप्रकारे.
हं. हं, हं, हं. अच्छा. हं, हं. हं, हं. हो. क्या बात है, क्या बात. हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं. हं. क्या बात हम्म. अगदी बरोबर. असतात. हं. हं, हं. हां, हां. क्या बात है. क्या बात है! क्या बात है! मला एक सांगा की परफेक्ट बॅलन्स म्हणजे काय तुमच्या मते? ह्या 2 लोकांमध्ये जे आपण ठेवतो ते काय आहे?
हं, हं, नक अ, नक्कीच, नक्कीच, अ, मला वाटत आहे की परफेक्ट बॅलन्स म्हणजे मी एक छोटी व्याख्या बनवून कसं असतंय बघा, की जीवनामध्ये चढ-उतार असतो. जीवना जीवनामध्ये सुख-दुःख असतात, जीवनामध्ये यश-अपयश असतं. त्याच प्रकारे मला वाटतं आहे, की जीवनामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कुटुंब आणि करिअर. त्यामध्ये परफेक्ट बॅलन्स ठेवणं ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. परफेक्ट बॅलन्स म्हणजे की मला वाटतं आहे की आपण योग्य वे वेळेला, महत्त्व दिले पाहिजे, की आ ही माझ्यासाठी योग्य वेळ आहे. ह्या वेळेसाठी मी कुणाला महत्त्व देऊ. तर मला वाटतं आहे ज्या व्यक्तीला ही गोष्ट समजली, की कोणत्या वेळेला आपण कशाला, अ, वेळ दिला पाहिजे. तर नक्कीच मला वाटतं की त्याची एक डेफिनेशन म्हणजे बॅलन्स होऊ शकते तर अ, मी देखील ती कुठेतरी डेफिनेशन फॉलो करतो आणि ज्यावेळेस मला अ, डिसिजन घेण्याची योग्य वेळ येते. त्यावेळेस मला वाटतं की मी योग्य डिसिजन घेतो. तर नक्कीच मला वाटतं त्यामुळे जी माझी ही बॅलन्स करण्याची पद्धत आहे. ती कुठेतरी कायम चांगली प्रकारे मी बॅलन्स करू शकतोय.
हो. बरोबर. हं. हं, हं. हं. बरोबर. हो. बरोब हां, हां. हं, हं. क्या बात है! क्या बात! नाही अगदीच तुम्ही खूप छान परफेक्ट बॅलन्स हे आज कसं करायचं हे कुटुंबाचं आणि करिअरचं, हे आज मला तुमच्याकडून ऐकायला मिळालं आणि खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. नक्कीच तुमच्याशी आणखीन विषयावरही चर्चा करायला आवडेल. तुमचे खरंच खूप आभार आणि खूप-खूप धन्यवाद.
नक्कीच. नक्कीच, नक्कीच, अ, मला देखील आपल्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. चालेल-चालेल भेटूया पुन्हा एकदा ठीक आहे. धन्यवाद.
हं.